हो, बऱ्याच बाकीचे जे ॲक्टर असतात, त्यांना ते बोलता येत नाही कारण की ते त्या इमोशन, त्या लाईनमध्ये टाकता येत नाही. म्हणून ते पडद्यावरती लगेच दिसून येतं ना आपल्याला, की अरे बरोबर ॲक्टिंग नाही झालेली. पण त्याच ठिकाणी जर दिग्गज ॲक्टर राहिले, ते त्या पद्धतीने त्या लाईनला बोलतात, त्यांची पद्धतमध्ये बोलतात, त्यांच्या एनर्जीनी बोलतात. प्रत्येक शब्दाला काही ना काही वजन देत असतात ते, की कुठल्या शब्दाला वजन द्यायचं आहे कुठल्याला नाही द्यायचं आहे तर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामधनं अनुभवतो ना, की अरे, खूप सुंदर ती लाईन अगदी साधी लाईन असेल, तरी पण तिला वेगळ्याच पद्धतीने हे भेटतं. आपण बघा, तुम्ही ते स्कॅम 1995 बघितली असेल. त्याच्यामध्ये बोलतो तो हर्षद मेहता, की रिस्क है तो इस्क है लाला.
हं, हं. हो ना. हां. हं. बरोबर. काय? नाही, हां. म्हणजे नेमकं काय ह्या लाईनीचा अर्थ?
मग ती लाईन म्हणजे, त्याच्या अ, त्याच्या ह्याच्यात काय तो स्टॉक मार्केट ब्रोकर होता, बरोबर मग स्टॉक मार्केटमध्ये कसं असतं, की रिस्क घ्यावा लागतो. कधी-कधी आपल्याला माहिती नसतं, हा स्टॉकवरती जाणार आहे, खाली जाणार आहे. मग तेव्हा त्याचा त्याचा भाऊ सांगतो ना त्याला, की "अरे तू एवढं रिस्क नको घेऊ." मग तो त्याच्या भावाला सांगतो "रिस्क है तो ईस्क है." म्हणजे रिस्क घेईल तेव्हा हा पैसा बनून येईल, नाहीतर मग रिस्क नाही घेणार, तर काहीच बनणार नाही.
हां, हां. हो, हां, हां, बरोबर हो, नक्कीच हां. हं. अ, हां, बरोबर. हो, नक्कीच. हो, हो, बरोबर, कळलं, समजलं.
हो, तर या पद्धतीने.
नक्कीच, म्हणजे रिस्क तर घ्यायलाच पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये, नाही का. तरीच काय ते तुम्हाला भेटणार आहे. मग कधी-कधी असे सिनेमा जे प्रेरणादायी असले, तरी प्रत्यक्षात ते आ अमलामध्ये आणण्यासाठी काहींना खूप कठीण जातं. म्हणजे ते लवकर होतच नाही. मग, अशा प्रकरणात तुम्ही काय पद्धती वापरणार, मला काही सांगाल?
बरोबर. हो. हं. हो, नक्कीच.